आजकाल आपण सर्वजण एक डिजिटल युगात जगत आहोत, असं आपण म्हणतो. आणि त्याबरोबरच असे बरेचसे आपण अ, सोशल मीडिया ॲप्ससुद्धा यूज करत असतो. आणि त्याच्यावरसुद्धा बरेचशे ऑनलाईन ग्रुप्स असतात, ऑनलाईन समुदाय असतात. तर मला असं विचारायचंय तुम्हाला की अ, तुम्ही अशा कोणत्या ऑनलाईन समुदायात सहभागी झालात आणि त्याने तुम्हाला खरंच खूप फायदा झालाय. तर असं काही तुमच्यासोबत घडलंय का?
हं. हो, नक्कीच ना. म्हणजे आजच्या डिजिटल युगामध्ये नवीन गोष्ट शिकणं आणि नवीन गोष्ट्याबद्दलचं ज्ञान मिळवणं आणि त्याच्या त्या गोष्टीमधले जे लोकं काम करत आहेत, यांच्यासोबत जुडणं अगदी सोपं झालेलं आहे. सहजरित्या आपण हे काम करू शकतोय. आणि असे बरेच प्लॅटफॉर्म आहे जिथं त्या
हो. बरोबर.
जिथं त्या प्ल्या अ, गोष्टीबद्दल किंवा ते ज्ञानाबद्दलचे कम्युनिटीज बनलेल्या असतात. की ज्याच्यामध्ये लोकं त्यांचे विचार शेअर करतात, त्यांना आलेले प्रॉब्लेम्स शेअर करतात, त्यांचं सोल्युशन त्या अ, कम्युनिटीमधनं मिळवून घेतात. तर अशा बऱ्याच कम्युनिटी आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल, नवीन काही गोष्ट शिकायला भेटते. आणि नवीन काही जर अप अपॉर्च्युनिटीज अस असती असतील तर त्यांनाही आपल्याला लवकर माहिती पडून आपण त्यांचा फायदा घेऊ शकतो.
हां. बरोबर. हो. हां. बरोबर आहे. तर मग मला असं सांगा ना की अ, तुमच्यासोबत असं काही घडलंय का की तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मला अ, जॉइन झालाय, सहभागी झालाय. आणि मग तिथून तुम्हाला तुमच्या अ, जो शिकण्याचा प्रवास आहे किंवा कुठली तुमची एखादी गोष्ट आहे. तर त्या ऑनलाईन समुदायामुळे तुम्हाला खरंच खूप मदत झाली, तर असा काही तुम्हाला प्रसंग आठवतोय का तुमच्या बाबतीत घडलेला?
हं. हो, नक्कीच ना. म्हणजे काय झालं होतं की मी माझ्या जेव्हा कॉलेज टाइमामध्ये माझ्या लास्ट इयरला होतो, तर तेव्हा काय असतं, लास्ट इयरच्या मुलांना जॉब हवी असते, कुठे मी प्लेस होईल आणि अशा सगळ्या गोष्टी. तर मी असेच एक ऑनलाईन कम्युनिटीला जॉइन झालो होतो, जिथे एक अ, म्हणजे मोठमोठ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे एचआर्स होते, ते तिथे त्यांच्या कंपनींबद्दलची माहित्या पोस्ट करायचे. त्यानंतर काही जॉब ओपनिंग असेल, तर ती ओपनिंग पोस्ट करायचे. तर त्यांच्या माध्यमातून मला माहिती पडायला लागलं की कुठे काय ओपनिंग अव्हेलेबल आहे आणि आपण कुठे एनरोल केलं पाहिजे. आणि प्रत्येक कंपनी त्याचं जॉब डिस्क्रिप्शन देते आणि त्यांना काय-काय लागतं, याच्यासाठीही आपल्याला माहिती पडायला लागलं, की कुठले कुठल्या <swallows> अ, नॉलेज किंवा कुठल्या स्किल्ससाठी सर्वात जास्त डिमांड आलेली आहे. तर मी तिथून ती गोष्ट शिकण्याला सुरुवात केली. त्यानंतर मी त्या कंपनीजमध्ये ॲप्लाय करायला सुरुवात केली, त्याच अ, कम्युनिटीजमध्ये.
हां. बरोबर. अच्छा. हो. अरे वाह! बरं. हां. खरं आहे. हो, हो. हां.
आणि त्याच्या माध्यमातनं मला बरेचसे इंटरव्ह्यूज आले. मी त्या इंटरव्ह्यूज मध्ये बसलो आणि काहींमध्ये माझं सिलेक्शन नाही झालं, पण काहींमध्ये मला आणि काय झालं, की काहींमध्ये एक चांगला फीडबॅक भेटला. मला शिकायला भेटलं आणि त्यानंतर मी एका कंपनीला जॉइन झालो, तेही त्या कम्युनिटी मध्येच आलेली होती.
अरे वाह! अरे वाह! बरं. अरे वाह!
तर असा मला त्या कम्युनिटीचा फायदा झाला जेणेकरून मी चांगल्या गोष्टी सोबत जुळलेलो होतो. मग आणि अजून एक अशीच एक कम्युनिटी होती, अ, जी होती आता सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे तर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी तर निर्माणच होतात आणि त्या अडचणींचं जे सोल्युशन आहे, ते कधी-कधी YouTubeवरती नसतं, मेलवरती नसतं किंवा आपण अ, Googleवरतीही नसतं हो, तर मग अश्या कम्युनिटीज आहेत आपण जसं म्हणायला गेलो, की Quora म्हणून आहे तिथं कम्युनिटीज असतात. तिथे आपण आपल्या अडचणी टाकल्या तर, आपले जे स सिमिलर स्किल सेट वाले लोक आहेत. तर ते आपल्याला त्याच्यासाठी सोल्युशन प्रोव्हाईड करण्याचं काम करतात. जे मोठ्या-मोठ्या मोठ-मोठ्या एम-एन-सीमध्ये आहेत, बिग फोर कंपनीमध्ये आहेत. ते आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान द्यायला सुरुवात करतात आणि त्या माध्यमातनं आपण अजून, अ, ती गोष्टीचं सोल्युशन मिळवू शकतो, त्या लोकांसोबत जुडवू शकतो, काही नवीन गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर त्याबद्दलचे रिसोर्सेस ते आपल्याला प्रोव्हाईड करतात. तर अशा सर्व गोष्टी होत असतात.
बरं. हां. बरं. काय सांगताय? हां. बरं. हो. किती छान! बरं. बरं. हां. तर मग अ, मला असं वा विचारायचं आहे तुम्हाला, की तुम्ही जे सांगितलं, की अ, एक साधारण सारखे अ, स्किल सेट असणारे लोक तिथे अ, अवेलेबल असतात, तिथे सहभागी असतात. तर मग ते अशा गोष्टी शेअर करतात का, की म्हणजे त्यांना आधी काही समस्या आल्यात, मग त्याच्यावरचं काय ते त्यांचं सोल्युशन होतं? तर मग ते तिथे आधीच टाकून ठेवतात का? आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला असा कधी फायदा झालाय का, की अ, तुम्हाला तिथे कोणाला विचारण्याच्या आधीच तिथे ती गोष्ट अगोदरच तिथे अ, दिलेली होती आणि तुम्ही फक्त ती वाचून अ, तुमचं जे काम आहे, तुमचं जे काम आहे तिथे ते तुम्ही उपयोगात आणली? तर असं काहीसं घडलं का तुमच्यासोबत?
हो, हं. हो, झालंय ना असं माझ्यासोबत, की एका व्यक्तीनी म्हणजे मी एक काम करत होतो मी एक अ, प्रोजेक्टवरती काम करत होतो आणि त्याच्यामध्ये मला आहे ना, अ, टोकनायझेशन मध्ये काही अडचणी यायला लागल्या आणि मग मी त्याच्याबद्दल रिसर्च करायला लागलो. मग मी त्या प्लॅटफॉर्मवरती गेलो आणि तिथे बघितलं, तर मला असं जाणवलं, की माझ्यासारखी जी अडचण आहे, ही अशा बऱ्याच लोकांना आलेली आहे. मग काय करतात ना लोक, जर आपल्याला अडचण आली तर ती शेअर करून ठेवतात आणि तिच्या <breath> त्या अडचणीवरचं जे सोल्युशन आहे ते त्यांच्या कमेंटमध्ये खाली दिसतं. एखाद्या व्यक्तीने जर त्यांना प्रोव्हाईड केलेलं असतं तर तशाच पद्धतीच्या अडचणी मला दिसल्या. मग मी त्यांचं कमेंट सेक्शन मध्ये वाचायला लागलो. एका एका एका व्यक्तीची जी अडचण होती ती पूर्णपणे माझ्या अडचणीसोबत मॅच करत होती. मग ज्या व्यक्तीने तिथं खाली सोल्युशन हो, त्या व्यक्तीने तिथं खाली सोल्युशन दिलं होतं. हेच सोल्युशन माझ्यासाठीही चा माझ्यासाठीही होतं, मग तेच.
हो. बरं. अच्छा. बरं. अरे बापरे! हां. बरं. किती छान! हां. बघा म्हणजे तुमचा वेळ वाचला. हां. अच्छा.
मग मी त्या व्यक्तीचं सोल्युशन वाचलं. त्यांनी मग त्यांनी दिलेल्या त्या स्टेप्स मी फॉलो केल्या आणि माझं ते काम सक्सेसफुल झालं. अ, त्याच्यामधनं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्यानंतर काय असतं तिथे अ‍ॅक्नॉलेजमेंट असतं. जर आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली तर आपण इतर भविष्यात येणाऱ्या लोकांना कसं माहिती पडेल? की ही प्रॉ हे जे उत्तर आहे, हे ऑथेंटिक आहे आणि बरोबरच आहे, की आपल्याला याच्याबद्दल याच्यामधनंच ते काम केलं पाहिजे. तर मग तिथे अ‍ॅक्नॉलेज करायचं त्या कमेंट ला. तर ते ऑप्शन होतं. जर मी तिथे जाऊन त्याला अ‍ॅक्नॉलेज केलं, जेणेकरून त्याची रँकिंग वाढेल आणि जास्तीत-जास्त ज्या लोकांना अडचण येईल त्यांना प्रथमदर्शी हेच अ, पोस्ट ते प्लॅटफॉर्म दाखवून द दाखवायला सुरुवात करेल.
हो. बरं. हां. बरं. हां. हो, हो. अरे वाह! किती छान! बरं. किती छान! पण मग कधी-कधी असं होतं ना की आपण जरी हे अ, प्लॅटफॉर्म वापरत असलो हे जे ऑनलाईन समुदाय आहेत बरेचसे आत्ता अवेलेबल सगळीकडे. तर मग आपल्याला जे समस्या आली आहे, आपल्याला जी अडचण आली आहे, ती आपण तिथे शोधत असतो तिथे आपण टाइप करून सर्च करत असतो. पण मग काय होतं, की बरेच वेगळे वेगळे तिथे उत्तरही येतात. पण मग अशा वेळेस काय होतं, की आपल्याला नेमकं कळत नाही, की आपण कोणतं उत्तर आपलं आपली जी अडचण आहे त्यासाठी तिथे अ, वापरावं जेणेकरून आपली जी समस्या आहे ती दूर होईल. तर मग अशा वेळेस तुम्ही नेमकं अ, कसं खात्री करता, की हेच उत्तर असू शकतं किंवा त्याने त्यामुळे तुमचा वेळही वाचेल. तर मग ह्यासाठी तुम्ही काय करता?
हं. बरोबर. हं. बघा असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ना अ, किंवा मी असं रिसर्च करत असेल, की मला माझ्या प्रॉब्लेमबद्दलचं सोल्युशन, तिथं एका व्यक्तीला निर्माण झालेलं आहे सेम प्रॉब्लेम, पण मला बघायचं असेल, की हे सोल्युशन त्याच्यासाठी व्हॅलिड आहे की नाही. तर मी काय करतो सर्वात प्रथम की त्याच्यावरती आलेले जे अ‍ॅक्नॉलेजमेंट आहेत ते आहेत प्रॉपर आहेत की नाही ते चेक करतो. जर ते प्रॉपर असतील तर मी त्याला एक ट्राय देतो, की होतंय की नाही आणि जर त्याच्याने होत नसेल तर मी त्या पद्धतीची अ‍ॅक्नॉलेजमेंट तिथं करत असतो. आणि त्यानंतर अ, मी काय करतो, की मी आता खूप सगळे Youtube झालं. त्यानंतर GitHub झालं तर GitHubवरतीही आपल्याला काही लोकांनी त्यांचे कोड पुश केलेले असतात, त्याच्यामध्ये सोल्युशन असतं. तर ते सोल्युशनला वाचायचं. ओपन रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन करायचं. तर या पद्धतीचा मार्ग मी वापरतो, जेणेकरून मला तिथे त्या लोकांकडून मदत भेटते आणि Discord, Discord म्हणून एक आहे जिथे आपण व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉल्स थ्रू किंवा कॉल्स थ्रू आपण बोलू शकतो. त्या लोकांसोबत त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो, त्या स्टेक अ, जो स्टेकहोल्डर आहेत त्याचे आणि त्याच्या माध्यमातनं आपण माहिती घेऊ शकतो तर अशी प्रकार पद्धत मी वापरतो.
हां. हो. बरोबर. हं. हां. अच्छा. बरं. हां. अच्छा. हो. बरं. हां. खरं की काय? अच्छा. हो, हो. बरं. किती छान! म्हणजे याने तुमचं काय होतं, की बराचसा वेळही वाचत असेल आणि तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे, तर तेही साधारणपणे म्हणजे लवकरच मिळत असेल, असं मला वाटतंय. पण मग अ, काय होतं, की अ, आपण बघतो बरेचसे असे ग्रुप्स असतात, बरेचसे असे ऑनलाईन समुदाय असतात. आणि त्यातही प्रकार आहेत, की काही-काही तर कामाचं सोडून तिकडे वेगळंच सुरू असतं काही-काही समुदायांमध्ये आणि अ, म्हणजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे, तर ती तिथे मिळत नाही. तर मग अशा वेळेस अ, कसं समजावं, की कोणत्या ऑनलाईन समुदायाला सहभागी झालं पाहिजे आणि कोणत्या नाही? म्हणजे तुम्ही कशावरून ओळखता की "हा आपल्या उपयोगी आहे आणि याचा आपल्याला काही उपयोग नाही," असं तुम्ही साधारणपणे कसं ठरवता?
हो. नक्कीच, हो. हं. बरोबर, बरोबर. हं. बघा, एखादी कम्युनिटी आपण जॉइन्ड केली, तर ती त्याच्या पहिले तर आपल्याला समजत नाही, की ही बरोबर आहे की नाही. पण जेव्हा आपण जॉइन्ड करतो आणि तेव्हा आपल्याला आपण त्यांच्या जे मेसेज येत आहे, त्यांचे जे पोस्ट आहेत त्या बघायला सुरुवात करतो ना, तर तेव्हा आपल्याला समजायला लागतं, की बाबा, ही गोष्ट आपल्यासाठी आहे की नाही आहे आणि जर वारंवार आपल्याला असंच अ, तिथं जाण अ, जाऊन जाणवत असेल की नाही-नाही, हे आपल्यासाठी बरोबर नाही. तर मग त्याच क्षणाला आपण तिथून लेफ्ट झालो पाहिजे, कारण की तो वेस्ट ऑफ टाइम आहे आणि वेस्ट ऑफ मेमरी आहे.
हो. खरं आहे. हो. हो, हो. हो. खरं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
तर मग तिथून त्याच क्षणाला आपण एक्झिट केलं पाहिजेल आणि चांगले समुदाय जोडलेले पाहिजे. जिथे मोठे-मोठे असं बघायचं नाही, की जास्त इथे लोक सबस्क्राईब आहेत म्हणून हेच चांगलं असेल, असं नाही. जिथे कमी लोक असतील पण ते नॉलेजेबल असतील, वेल एज्युकेटेड असतील आणि आपल्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत असतील, तर अशा ग्रुप्सला आपण जॉइन केलं पाहिजे.
हां. हो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय, की अ, म्हणजे ज्याच्या त्याच्या क्षेत्रावर अवलंबून आहे, म्हणजे जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल, तर मग तिथे खरंच अ, अशा व्यक्ती तिथे जॉइन आहेत का, की जे खरंच स्वतः एक चांगल्या प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत किंवा अजून त्याच्यापेक्षा कोणत्या मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि ते तिथे जॉइन केलेलं आहे त्यांनी आणि ते खरंच एक अ, आपण म्हणतो ना, अर्थपूर्ण तिथे चर्चा करतात किंवा त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या कामामध्ये ज्या काही त्यांना समस्या येतात, तर त्याच्यावर ते अ, उत्तर तिथे आधीच मांडून ठेवतात, जेणेकरून बाकीच्या लोकांनाही मदत होईल. तर मग अ, असेच अ, म्हणजे सारखेच अ, क्षेत्रातले जे लोकं असतात, तर अशाच अ, ऑनलाईन समुदायाला अ, सहभागी झालं पाहिजे का? असं तुमचं म्हणणं आहे?
हं. हो. हो. नक्कीच की जे आपल्याला मदत करू शकतील आणि आपल्या कामाप्रती म्हणजे आपल्या सो आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन प्रोव्हाईड करतील अशाच लोकांसोबत आपण असोसिएट झालं पाहिजे. आणि जर का आपल्याला असे लोकं बघायचे असतील तर ते आपल्याला YouTube वरती भेटतात, त्यानंतर Coursera वरती भेटतील, WhatAppचा किंवा Telegramचा ग्रुप असतो त्याच्यामध्ये भेटतील. तर अशा ठिकाणी आपण जॉइन केलं पाहिजे आणि निश्चितपणे त्यांचा फायदा आपण घेतलाच पाहिजे.
हं. बरोबर. अच्छा. हो. का? बरं. आणि मग साधारण अ, तुम्ही कधी असं हे ऑनलाईन समुदाय हा जो प्रकार आहे. तर हे साधारण तुम्हाला कधी लक्षात आलं किंवा कधीपासून एक माहिती आहे आणि तुम्ही ते खरंच तिथे अ, एक्टिव्ह असतं आणि तुमचंही जे काही योगदान आहे तुम्हाला कधी-कधी अडचणी येतच असतील. तर तुम्ही तिथे उत्तर देण्यास म्हणजे कधीपासून या गोष्टींची सुरुवात केली होती?
हं. हं. मला ना या गोष्टीबद्दल माहिती पडलं ते माझ्या कॉलेजमध्ये की आमचे प्रोफेसर्सनी मला सांगितलं होतं की अ, म्हणजे सर्वच मुलांना सांगितलं होतं की तुम्ही ओपन सोर्स कॉन्ट्रिब्युशन करा. कम्युनिटी जॉइन करा. म्हंटलं "काय असतं हे ओपन सोर्स कॉन्ट्रिब्युशन आणि कम्युनिटी जॉइनिंग?" आम्ही त्याच्यावरती रिसर्च केली आणि तेव्हा समजलं की नाही, नाही जे सारख्या डोक्यावाले किंवा सारख्या फील्डवाले अ, लोक असतात ना, ते त्या कम्युनिटीशी जोडलेले असतात. आणि तिथे जे न्यूकमर्स आहे यांना ते गाईड करतात किंवा ह्यांच्या कोणाला प्रॉब्लेम आले असतील तर त्यांचं ते सोल्युशन देतात त्या फील्डमध्ये. तर आणि जर समजा माझ्याकडे ती स्किल आहे आणि मी ओपन सोर्स कॉन्ट्रिब्युशन करतोय तर समोरचा व्यक्ती मला अ‍ॅक्नॉलेज करतो, त्यांचे जे त्यांना जी आलेली अडचण आहे त्यांना जर मी सोडवली किंवा त्याच्यामध्ये काही आ अ ग्लिच काढला तर ते अ‍ॅक्नॉलेज करण्यासाठी त्या मला चांगलं कॉन्ट्रिब्युशन देतात आणि त्या माध्यमातनं आहे ना जॉब लागणंही सोपं होतं.
बरं. हां. अच्छा. हो. तेव्हा तर माहितीच नसेल? हां. अरे वाह! हो. हां. हो. अरे वाह! हां. अरे, वाह! किती छान! बघा ना, म्हणजे जर तुमची समस्या सुटत असेल, तर तुम्ही त्यांना अ‍ॅक्नॉलेजमेंट देता, की "हा बाबा, मला हे खूप उपयोगी वाटलं आणि त्याच्यामुळे मला जी अडचण होती ती अ, सॉल्व्ह झाली." याबद्दल म्हणजे तुमचे म धन्यवाद, असं तुम्ही त्याला त्यांना म्हणत असाल.
हो. हो, नक्कीच, नक्कीच.
आणि तुम्हालाही अशा प्रकारचे अ‍ॅप्रिशिएशन म्हणतो आपण, तर तेही येतच असतील. तर मग एकमेकांना हे एकमेकांचे आभार मानायचे, सुद्धा एक चांगला हा एक मार्ग आहे, आपण असं म्हणू शकतो नाही का?
हं. हो, नक्कीच.
आणि मग अ, तुम्हाला अ, अशा तुम्हाला आत्तापर्यंत असे अनुभव आलेत का, की समोरच्याने तुमचे खूप असे आभार मानलेत किंवा त्यांनाही त्याचा फायदा झाला आहे?
हो, नक्कीच ना. म्हणजे, एक होतं की ओपन सोर्स कॉन्ट्रिब्युशन मी ज्याच्यात एनरोल झालेलो होतो. तर मी त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये एक बेग बग आइडेंटिफाई केला होता, जिथून डे डेटा लीकिंग चालू होती. जिथून लोकांना डेटा हा अ‍ॅक्सेस करता येणार होता, पण मी तो बग आइडेंटिफाई केला आणि त्या बगला फिक्स करण्यासाठी मी माझ्या साईडने एक कोड लिहिला आणि तो कोड जेव्हा मी कॉन्ट्रिब्युटरला पाठवला आणि त्या कॉन्ट्रिब्युटरनी जेव्हा त्याची एक डमी फाईलमध्ये त्याला मर्ज करून चेक केलं, तर निश्चितपणे त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला होता. आणि त्याच्यामुळे बग बग बाउंटी बग बाउंटी म्हणजे एक टोकन ऑफ अ‍ॅप्रेसिएशन असतो पैशांद्वारे, पैशांच्या माध्यमातनं तो त्यान त्यांनी मला दिलेला होता.
हां. बरं. हो, हो. हो. बरं. किती छान! हं, हं. अच्छा. अरे, वाह! बघा, किती म्हणजे तुम्हाला याचा फायदा झाला आहे, असं म्हणता येईल. म्हणजे ऑनलाईन समुदायामुळे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही आणि आपल्याला मानधनही थोडंफार मिळू शकतं याने. तर असा एक फायदा झाला आहे आणि तुम्ही ह्या ज्या काही टिप्स दिल्या किंवा तुम्ही तुमचा जो फायदा झालाय या ऑनलाईन समुदायामुळे, तर मला हे खरंच खूप आवडलं आणि तुम्ही तुमचे अनुभव मला सांगितले. शेअर केले. तर याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद!
हो, नक्कीच. धन्यवाद!